येस, मग ऑल टाईम जर मी तुम्हाला सांगायला गेलो ना, तर एकच गाणं आहे जे मला नेहमी सांत्वना देत असतं. ते गाणं माझ्या लाईफसोबत खूप रिलेट करतं मी असं सांगेल. त्याचे माझ्या आयुष्यामध्ये खूप अ, हे आहे म्हणजे मी लहानपणी त्या गाण्यावर एकदा डान्सही केलेला. तर ते गाणं आहे दिल है छोटासा.
अरे वाह, अरे वाह! हां. हो, हो.
रोजा मूव्हीचं गाणं आहे ना की दिल है छोटासा, छोटी सी आशा, मस्ती भरे लम्हे छूने की आशा, चांद तारो को म्हणजे हे जे गाणं आहे एकंदरीत अ, ते हां, हां, हां, हां. <chuckles> तर, तर हे गाणं आहे. तर हे गाणं आहे ना नेहमी, कारण की या गाण्यातले जे शब्द आहेत अ, जे बरेच काही कडवे आहे याच्यामध्ये ते आहे ना लाईफला रिलेट करतात आणि जेव्हाही मला असं ओव्हरडोज होतं ना लाईफमध्ये एकदम, तेव्हा मग मी आहे ना हे गाणं नक्की ऐकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ऑल टाईम फेव्हराइट गाणं आहे माझं हे वालं गाणं असं. जे नेहमी ऑल टाईम गाणं. ऑल टाईम. म्हणजे
वाह, वाह, वाह! खूप छान आवाज आहे तुमचा! हां. गाणं पण खूप छान आहे. हं, हं. हं, हं. हो, हो. ऑल टाईम फेव्हरेट गाणं. हो, नक्कीच. खरंच खूप छान गाणं आहे बरं का दिल है छोटासा खूप मस्त आहे. मग या गाण्याची काही अनुभव वगैरे, काही तुमचं या गाण्यामधला काही किस्सा, हे सांगा ना मग मला.
हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. येस, येस. बघा, हे गाणं का ऑल टाईम फेव्हरेट आहे? एक तर आहे ना, हे गाणं आहे ना ज्या प्रकारे आहे ना हे केलंय, चित्रित केलं आहे आणि याचे जे वर्डिंग्स आहे, तुम्ही जर याचा ऑडिओ वगैरे पण बघाल ना, तर इतकं सुंदर आहे ना. एक मुलगी आहे, ती बागडते लहान मुलांसारखी, जे मनात आलं. डोंगर आहे, अ, शेती आहे, नदी आहे, इतकी सुंदर सिनरीज घेतले. तर मी लहानपणी आहे ना, स्कूलमध्ये आम्हाला आहे ना, जे लहान प्रायमरीमध्ये असताना, याच्यावर आम्हाला डान्स अ, होता. तेव्हा मी डान्स केलेला. आणि मग त्यानंतर आहे ना, जेव्हाही मला स्कूलमध्ये जायचं होतं ना, तेव्हा आई काय करायची माझी आहे ना केस विंचरून द्यायची. ती एक, माहिती आहे ना, एक तो भांग पाडायची नेहमी सुंदर, है ना? तर तेव्हा आहे ना, मी नेहमी हे गाणं बोलायचो, दिल है छोटासा आणि मग मी अशी मान डोलवायचो. आई पण अशी, माझी आहे ना केसं-विसं, अशी, "अरे, नीट उभा रहा ना, बाळा." तर मग असं करायची ते. आणि मग त्या आईसोबत जुळलेल्या त्या मेमरी, ते स्कूलचा डान्स. आणि मग आयुष्यामध्ये हं, हं.
हं. हो का? हो. <chuckles> <chuckles> स्कूलमध्ये स्कूलमध्ये तुम्ही डान्स केला होता, त्याचं कसं होतं ओ म्हणजे? मग तुम्हाला तर अ, बक्षीस वगैरे पण भेटलं असेल, तर स्कूलमध्ये काय प्रतिक्रिया भेटली होती तुमची मग?
हां. हं, हं. नाही.